की तुम्हाला नाही का, जसं की चेहरा दिसतो किंवा हसणं, त्यांचं किंवा आवाज, किंवा कपडे, किंवा ड्रेसिंग सेन्स, किंवा हेअर स्टाईल. असं तुम्हाला काय आणखीन पहिल्यांदा काय लक्षात येतं पहिल्या सेकंदात?
हं, हं. हं, हं. अगदी मला पहिल्या सेकंदात अगदी म्हणजे अ, हे लक्षात येतं, की आपण याला म्हणजे दिसतो कसा? ठीक आहे. म्हणजे दिसण्यावरूनच भरपूर अ, आपण अंदाज बांधून घेत असतो प्रत्येक व्यक्तीचे. जसं की एखाद्याचा खरंच रागीटच चेहरा असतो, एखाद्याचा हसराच चेहरा असतो, एकाचा निरागस चेहरा असतो. हे चेहऱ्याच्या भावावरून आपण एक अंदाज बांधतो, की हा मनुष्य कसा असू शकतो, याचा स्वभाव कसा असू शकतो. ख म्हणजे क समोरचा व्यक्ती खूपच टॉल आणि बिल्डर आहे आणि थोडा रागीट आहे म्हणजे हा रागीट बिल्डर असू शकतो किंवा याचा स्वभाव तसा असू शकतो. पण हे म्हणजे पहिल्या क्षणातलं ओळखणं किंवा ऊं, अ, पसंतीसाठी पुढं घेतोय, ह्या गोष्टी ह्या सर्व या आहेत, असं मला वाटतं. आणि जसं की मग नंतरचा जो भाग येतो, ज्यावेळेस पहिल्यांदा पाहिलं जातं चेहरा. त्याच्यानंतर पाहायला जातो शरी अ, म्हणजे कपडे. कपडे का बरं महत्त्वाचे आहे, माहिती आहे का, ती त्याची पर्सनॅलिटी प्रेझेंट करतात.
अच्छा. हं. हं. हं. <chuckles> बरोबर. बरोबर आहे. <chuckles> बरं. हं, हं, हं. अरे वाह! हां. बरं. हां, हां. सांगा ना?
म्हणजे तो कशा प्रकारच्या राहणीसाठी. अ, जर समजा एखादा धोतर आणि कुर्ता घातलेला माणूस असेल, तर आपण त्याला ओळखू शकतो. हा गावाकडचा आहे, आणि याच्यामुळं <chuckles> अ, हा कशा प्रकारचा मनुष्य असू शकतो. थोडा गावंढळ असू शकतो, किंवा जास्त शिकलेला असू शकतो. तर कपडे जर एखादा जर फाटके-तुटके कपडे घालून आपल्या समोर आला, तर आपण त्याला ओळखतो लगेच. आणि अ, हात जर पसरवला, तर हा भिकारीचेच, भिकारीच आहे, तर अशी पण आहे. पण मग हां, हां, हां, हां. हो, हो, हो, हो, हो, हो. अशातला भाग आहे, किंवा म्हणजे त्याने हात जर पसरवला, तर आपण ओळखतो. म्हणजे काही-काही लोकांच्या कपड्यावरून पण आपण त्यांच्या पहिल्या सेकंदात अ, त्यांना अशा प्रकारचे ओळखण्याचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट जी येते, ते म्हणजे आवाज किंवा त्याचं बोलण्याची स्टाईल. किंवा काय नेमकं त्याला अ, बोलायचंय किंवा कशाप्रकारे तो बोलतो.
हं, बरोबर आहे. हं. <chuckles> बरोबर आहे. हं, बरोबर आहे. हां. हां, हां. तर त्याची आर्थिक परिस्थिती जरा थोडी नाजूक असू शकते असं वाटतंय आपल्याला. बरोबर आहे. अच्छा. हां. हं, बरोबर आहे. हां. बरोबर आहे.
असं, अशातला भाग आहे. हं, हं.
बरोबर आहे.

हो, हो. आमचे जे मतं बनतात ना पहिल्यांदा मनातील विचार ना विचारानेच बनतात. सगळ्यात पहिलं जे बोलतो ना एखाद्या माणसाविषयी, ते मनातील विचारच बोलतात. आणि एक अ, काल्पनिक जगामध्ये आपण वावरतो. म्हणजे अ‍ॅ प्रॅक्टिकल जगामध्ये येण्यापेक्षा आपण कल्पनेमध्ये राहतो. जसं कधी-कधी आपण घाबरून जातो, की अ, मला कोणाला तरी काहीतरी विचारायचंय शाळेमध्ये किंवा शाळेमध्ये तर नाही. स्वभाव तो माहीत झालेला राहता. परंतु, बाहेरच्या प्रसंगामध्ये पहिली भेट जी राहते, त्याच्यामध्ये भरपूर वेळेस काय होतं, की आम्ही एक अ, समजा तुमच्या समोर एकचा एक साधं सोपं उदाहरण देतो. 2 व्यक्ती बसलेले आहेत. फ्रंट डेस्कला अ, आणि जे हेल्पिंग डेस्कला बसलेले आहेत आणि तुम्ही समजा त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पची गरज आहे. आणि एक रागात आहे आणि एक हसऱ्या चेहराचा आहे. आणि मग तुम्ही कोणाकडं जारा जाणार बरं का पहिल्या भेटीमध्येच? किंवा पहिल्यांदाच त्यांना पाहिलं, तर तुम्ही कोणाकडे जाणार?
हं. अगदी-अगदी. हो, हो, हो. हो, हो, हो. हो, हो. हां, द्या ना. हां, हां. बरोबर आहे. हो, हो. बरोबर आहे. हां, हं हसऱ्या चेहऱ्याकडेच आपण जाणं पसंत करू. हां, म्हणजे साहजिकच आहे, हसरा चेहरा आपल्याला बरं वाटेल.
हां, हां. हो, हो. परंतु, त्याचा जर मूळ स्वभाव जर आम्ही जर कोणाला विचारला नंतर थोड्या वेळाने का होईना किंवा काय. तर मग आपल्याला कळून येईन, की जो रागीट स्वभावाचा चेहऱ्याचा व्यक्ती होतो, तो जास्त मदत करणारा होता त्या हसणाऱ्यापेक्षा. मग त्यावेळेस नक्की फजिती होऊ शकते आपली. म्हणजे पहिले जो अंदाज आपण बांधून घेतो, तो आपण प्रत्यक्षात उतरवला तरच अ, अ, होतं. आणि कधी-कधी आपण ज्या ठिकाणी भीतो किंवा ज्या ठिकाणी काही गोष्टी बोलण्यासाठी घाबरतो कपडे पाहून किंवा चेहरा पाहून किंवा स्वभाव पाहून, म्हणजे स्वभाव तर नाही, पण कपडे आणि चेहरा पाहून ज्या गोष्टी ठरवतो, त्या कुठेतरी आपण अव्हॉइड केल्या पाहिजे मला असं वाटतं किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि प्रत्यक्षात आपण उतरावं आणि बोलावं. आणि कधी हं तर अ, त्याच्यामुळे आपला फायदा होऊ शकतो पुढे चालून. म्हणजे अंदाज बांधण्यापेक्षा डायरेक्टली जर आपण संवाद चालू केला, तर भरपूर गोष्टी थोड्याफार उलगडण्यासाठी, अ, आपल्याला मोकळीकता भेटते असं मला वाटतं.
हां, हां. अच्छा. बरोबर. हां, हां. हो, हो. हं. हां, हां. हं.

हां. हो हो, अगदी तसंच घडलेलं आहे आणि भरपूर घटना घडलेल्या आहेत. मी जसं तुम्हाला म्हणलं की आवाजावरून आपण ओळखण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारचा हा मनुष्य असतो. आणि अशीच एक घटना घडली का मी एका ठिकाणी चाललेलो होतो आणि एक अ, खूप अ, म म्हणजे बॉडीबिल्डर मनुष्य आणि टॉल, मोठा, हाईटेड आणि तो चाललेला होता, असं त्याच्याकडे पाहून आम्ही अगदी म्हणजे अ, असं भी म्हणजे भीतीच वाटल्यासारखी होती. परंतु आम्ही थोड्या वेळाने काय केलं की आम्ही मग आम्ही सोबतच असं रस्त्याने चाललो होतो. थोडंफार लोकं पण त्याला पाहायचे. अरे, काय मोठा आणि काय बलाढ्य! आहे, असं आहे, तसं. म्हणजे रागीट पण दिसतो किंवा काहीतरी जिममध्ये ट्रेनर वगैरे असू शकतो. पण नंतर काय झालं ना, आम्ही आम्ही मग ते एक चहाचं दुकान होतं, तिथं तो पण चहा प्यायला, म्हणजे चालता-चालता तिथपर्यंत पोहोचला, आम्ही पण पोहोचलो. माझे मित्र वगैरे आणि आम्ही त्याच्याकडे पाहतच होतो आणि ज्यावेळेस तो त्याच्या मित्रासोबत बोलायला लागला ना, एक मित्र त्याला तिथं भेटला बरं आणि त्याच्या ज्यावेळेस तो त्याच्यासोबत बोलायला लागला ना, त्याचा आवाज एकदम पातळ होता, म्हणजे अ, म्हणजे लेडीजसारखा आवाज होता. म्हणजे त्याच्यावरनं आपण <chuckles> म्हणलं यार, दिसायला तर असं आहे आणि बोलायला म्हणल्यावर नंतर म्हणजे आम्हाला हसू सुचलं न म्हणजे आम्ही थोडंफार हसलो, त्याच्यासमोर नाही हसलो. तर म्हणलं, अरे, हे कसं लेडीजसारखं हो, लेडीजसारखं कसं बोलतोय म्हणलं हा आणि म्हणजे हा तर एक पातळ आवाजाचा आहे आणि दिसायला तर म्हणजे आपण अंदाज वेगळा बांधला होता आणि आवाज वेगळाच निघला. म्हणजे अशी एक घटना घडली होती, तर ती घटनामुळे मला अ, म्हणजे आम्ही जो पण अंदाज बांधतो, तोच खरा निघेन हे माहीत नाहीये. बोलणं पण किती महत्त्वाचं आहे हे दिसतं हो. तर अशातला भाग असतो, आम्ही पहिल्याच क्षणामध्ये हं, हं.
हां, हां. सांगा ना. हां, हां. <chuckles> अरे वाह! आवाक झालो. <chuckles> <chuckles> बरं. हां, हां, हां. बरं, बरं. अच्छा. बरं. बरं त्याचा मित्र. <giggles> <laughs> <laughs> <laughs> बरोबर आहे असं हसायला येतं. <chuckles> अरे वाह, वाह! <chuckles> बरोबर आहे. अच्छा. हे, माहिती नसतं. <chuckles> पण आता हे तर का? हे तरी समजा ठीक आहे, त्याला नैसर्गिकच तसं आहे. तर ते म्हणजे त्याला तर काय म्हणजे आपण करू नाही शकत आहे. पण काही-काहीचं कसं असतं ना, की जसं की मॉडर्न कपडे घातलेले असतात आणि समजा, पण अ, जे बोलण्याची जी हेल वगैरे असते, तर ती थोडंशी ग्रामीण भागातली असते. तर मग आपल्याला असं पण एक समीकरण असतं ना, कुठेतरी की मॉडर्न कपडे म्हणजे शहरातलं दिसतोय किंवा ग्रामीण कपडे म्हणजे गावातला दिसतोय, पण मग असं उलटं असं कधी झालं का?
हं, हं. हं, हं. हं, हं.